अ, मला असं वाटतं की भरपूर बदल झाले. कारण की असं की माझीही स्वप्न पूर्ण करता-करता, मी त्यांचाही अपेक्षांवर काही अ, अपेक्षा पूर्ण करत आले. जेणेकरून काय झालं की आमचं जे बॉन्डिंग आलं अ, राहिलं ते चांगलंही राहिलं आणि त्यांनाही च ताणतणाव अ, झेलावा नाही लागला किंवा त्रास झाला नाही काही आणि मलाही मानसिक त्रास झाला नाही. जेणेकरून आमचं फॅमिली काय म्हणतो ना, एक हेल्दी फॅमिली निर्माण झाली.
अगदी. हो ना. हो. अगदी बरोबर. अरे वाह! म्हणजे रिलेशन पण छान झाले आणि नात्यात पण असा काही प्रॉब्लेम्स आला नाही त्याच्यामुळे, हां.
छान राहिलंय. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, 3री जी व्यक्ती असते तिलाही फायदा होत नाही ह्या गोष्टींचा. नाते खराब झाले म्हणजे 3ऱ्याला कोणीही असतं बाहेरच त्यांनाही फायदा होऊन जातो कधी-कधी ह्या गोष्टींचा.
हो. अगदी बरोबर. मग आता अ, म जे अ, लोकं आहेत त्यांना मग काही काहींना म्हणजे बाहेर ऑन साईट जावं लागतं किंवा अ, स्टेट सोडून जावं लागतं. मग ते कुटुंबासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. मग अ, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, म्हणजे त्यांनी अपेक्षा आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये काय केलं पाहिजे नेमकं?
हो. अगदीच. अ, मला असं वाटतं की कधी-कधी परिस्थितीने त्यांना जावंच लागतं, की म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये जॉबला वगैरे म्हणजे आई-वडील सोडून फक्त फॅमिली, म्हणजे कधी-कधी तर अ, म्हणजे बायको मुलंही नेती नाही. खूप साऱ्या ठिकाणी आहे. तर अ, दुसऱ्या देशात वगैरे पण. पण असं असतं की ती त्यांची स्वप्न अ, म्हणता नाही येणार, अ, की काही-काही वेळेस परिवारासाठी ही ते जातात.
हां. हो, हो, बरोबर देशात दुसऱ्या देशात पण जावं लागतं. हो, हो, म्हणजे आर्थिक विवंचना असेल हां, हां, आणि
आर्थिक गरज असते, गरज असते. पण मला असं वाटतं की खूप जास्त प्रमाणात आर्थिक गरज आहे. मग तुम्ही 1-1 वर्ष मग परिवारापासून दूर राहाल तर ते अ, अ, म्हणजे ते नका करू असं. ते पैशांसाठी फक्त तुम्ही फॅमिली दूर ठेवताय तर हे नका करु. तुला तुम्हाला जर अ, थोडे 2 पैसे त्याच्यापेक्षा थोडे कमी असतील. पण तुमची जर फॅमिली जवळ राहत असेल तर तुम्ही ते स्वीकारा. जेणेकरून ना तुम्ही अ, जर फॅमिली आज जवळ आहे कारण की सगळ्यात म अ, इम्पोर्टंट की तुम्ही पैसे कोणासाठी कमवता? फॅमिलीसाठी आणि जर फॅमिलीचं जवळ नसेल तर मग काय उपयोग असणार आहे?
हां. बरं. हां. हां. अगदी बरोबर. फॅमिलीसाठी, हो ना.